आजच्या या दैनंदिन आयुष्यामध्ये आणि या धावपळीच्या आयुष्यामध्ये, सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर, आपल्याला असं वाटतं, की आपलं करिअर, आपली नोकरी की त्याच्यावर सगळं काही आपलं डिपेंड आहे. आपली आर्थिक बाजू मजबूत करते आपल्या परिवारातील व्यक्तींच्या जिम्मेदाऱ्या आपल्यावर असतात. ह्या सग हे फार एक अ, सेन्सिटिव्ह आहे असं म्हणता येईल आपल्याला, कारण आपण सगळं जो कोणी यायचं सकाळपासून ते रात्री लेट नाईटपर्यंत धावपळ करत असतो, नोकरीमध्ये काम करण्यासाठी, चांगल्या अ, प्रमोशनसाठी. मला एक विचारायचं आहे याच्यातूनच की मग नोकरीमध्ये आपण काय पाहिलं पाहिजे, जसं मग तत्काळ पगार आहे किंवा मग करियरची वाढ आहे, काय तुम्ही काय काय दृष्टिकोन आहे तुमचा, काय बघता तुम्ही याच्यामध्ये?
हं. नक्कीच. नक्कीच. बघा तुम्ही जसं मला सांगितलं, की घरच्यांची आपल्यावरती जबाबदारी असते आणि आपली धावपळ या सगळ्या गोष्टींसाठी असते. मला असं म्हणायचं आहे, की आपल्याला जर एकदमच जास्त पगार मिळाला. बघा, "मला या महिन्यात ₹1,00,000 पगार मिळाला आणि पुढच्या महिन्यामध्ये मी घरीच राहिले." अ, कसं होईल बरं हे असं चाललं करून?
नाही जमणार.
आपण एकदमचं अशा गोष्टी नाही ना होणार. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की आपल्याला भले 50,000 पगार भेटू दे. पण तो कसा असला पाहिजे? कंटिन्युअसली चालू असला पाहिजे. अ, जेणेकरून काय होईल ना की आपण ते प्लॅनिंग करू शकतो ना. 50,000 चं अ, काय म्हणता येईल 10,000 घरात दिले खर्च करायला, 10,000 चं अ, आता भरपूर साऱ्या लोकांचं कर्ज असतं, कर्ज भरलं, असं आपण त्याला डिव्हाईड करू शकतो व्यवस्थित.
अगदी बरोबर.
पण मला म्हणायचंय की 1 चं लाख एकदम आले. आपण ते 1 लाख अ, करू शकतो समजा 1 महिन्याचं 2 महिन्याचं प्लॅनिंग केलं समजा. जर चांगलं प्लॅनिंग करणारा असेन तर अदरवाईज ते 1 लाख एकाचं महिन्यात खर्च होतात आणि याला फार काही जास्त उदाहरणं देण्याची गरज वाटत नाही <chuckles> मला तर.
अगदी बरोबर. अगदी बरोबर. काहीचं उदाहरण द्यायची गरज नाही. कारण की पैसा एक, येतो एका रस्त्यानं आणि जातो दहा रस्त्यांनं. पैशाला यायला हा, यायला एकचं वाट आहे ना, पण जायला शंभर वाटा आहे त्याला. पण मला हो, मला एक विचारायचं, तुमचा काही स्वतःचा काही अनुभव आहे का? कारण की तुम्हाला एक्सपिरियन्स ना, तुम्हाला असं कळलं असेल की बाबा आज पण पगाराला, प्रगा पगाराला प्राधान्य दिलं पाहिजे किंवा मग करियरची वाट बघितली पाहिजे की जेणेकरून फ्युचर सिक्युअर होईल. कारण की बऱ्याचं वेळा काम केल्याच्या नंतर काय आहे ना, माणसाला ह्या गोष्टीचा अनुभव येतो की काय महत्त्वाचं आहे नेमकं. आपण जी नोकरी करतो ना, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कोणता निर्णय आपण घ्यायला पाहिजे त्यावेळेस. काय वाटतं? काय आहे तुमचा अनुभव पर्सनल?
हो, नक्कीच. नक्कीच. तेच बनतात आपल्या गावाकडे पण. नक्कीचं. हो, हो. नक्कीचं. अ, बघा अं, कसं असतं ना की सुरुवातीलाचं ज्यावेळेस मी अं, आपल्याला बघा याच्यामध्ये यायचं म्हटलं अ, माझं ध्येय होतं की प्रोफेसर बनायचं आणि त्यात आहे पण. तर कसं होतं ना की प्रोफेसर असताना आपल्याला एकदमचं लगेच जास्त पेमेंट भेटत नाहीत. अ, हे सगळीकडचं आहेत की तुम्हाला लगेच जास्त पेमेंट भेटत नाहीत आणि तुम्हाला जर पाहिजेचं असेल, तर बघा प्रोफेसर बनणारी ही व्यक्ती काही कुठल्या एका पर एक अ, कुठल्यातरी विशिष्ट फॅकल्टीची नसते. तुम्ही सगळ्या प्रकारचे असतात. मेडिकलमध्ये तुम्ही प्रोफेसर बनता, इंजिनिअरिंगमध्ये प्रोफेसर बनता, तुम्ही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेजमध्ये प्रोफेसर बनता, एम-बी-बी-एस करत असाल प्रोफेसर बनता, बी-बी-ए करत असाल, प्रोफेसर बनता. म्हणजे बघा, मला यातून हे सांगायचं आहे की तुम्ही प्रत्येक फील्डचे प्रोफेसर बनता. प्रत्येक फील्डचे. मला सांगा एम-बी-ए करणारा व्यक्ती जर प्रोफेसर बनत असेल आणि तीच व्यक्ती जर कंपनीमध्ये जॉइन करत असेल, तर त्यात 2 ऑप्शन आहेत की तुम्ही कंपनीमध्ये पण जाऊ शकता आणि अ, प्रोफेसरशिप पण जॉइन करू शकतात काही हरकत नसावी. त्या व्यक्तीला फ्रीडम आहेत. पण काय होतं ना की कंपनीमध्ये गेल्यानंतर, त्या व्यक्तीचं काय होईल, त्याला पट-पट पगार होत जाईल, त्याचं प्रमोशन होत जाईल. पण मला असं वाटतं आणि त्याचं ठिकाणी जर ती गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये प्रोफेसरशिप जॉइन केली तर ह्याच्यात आणि त्याच्यात त्याला जमीन आसमानाचा फरक मिळणार आहे. तसंच सेम माझ्या बाबतीत आहे. कारण कंपनीचा जॉब कसा आहे अ, तुम्हाला मिळेल, लाख रुपये पगार मिळेल. पण तो लाख रुपये पगार तुमच्या लाईफटाईम चालणार आहे किंवा तुमची जेवढी सर्व्हिस आहे, तिथपर्यंत चालणार आहे. असं होत नाहीत. आणि जरी त्यांनी दिला ही तरी आपण तेवढं लाईफटाईम काम करू काय? किंवा त्या कामाची त्यांची आपल्याकडनं किती एक्स्पेक्टन्स असतात त्यांना आपल्याकडनं की कित्ती काम करावं ह्या व्यक्तीनं, असं कंपन्यांमध्ये उदाहरणं आहेत की जेवढा जास्त पगार, तेवढा त्या माणसाला वर्कलोड असतो.
अरे वाह! अरे वाह! फार छान. अगदी बरोबर. अगदी बरोबर. अगदी बरोबर. अगदी बरोबर. फार जमीन आसमानाचा फरक आहे. अगदी बरोबर. अगदी बरोबर. आणि अ, याचाही प्रश्न आलाच ना सुरक्षितेचा, की हे करिअर ठीक आहे. आता आप त्यांचे क्लॉज आहेत की आपण ज् नोटीस पिरियड दिल्याशिवाय सोडू नाही शकत आणि त्यांचं असं आहे, ते कधीही तुम्हाला कामावरून काढून काढू शकतात. म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना एक जॉब सिक्युरिटीचा.
नक्कीच. हो. आणि तेच जर तुम्ही प्रोफेसरशिप जॉइन केली असेल, मान्य आहे तुम्हाला सुरुवातीला पगार नक्कीच कमी भेटेन. पण तोही एक्सपिरियन्स तुमचा काउंट केला जातो आणि त्यात तुम्हाला खूप सारी सिक्युरिटी असते. अ, असं म्हणतात बघा, की सुरुवातीचा रस्ता जर खडतर असेल तर समोर येणारं जे काही आपल्याला मिळणारं यश असतं, ते नक्कीच सुंदर असतं. पण जर सुरुवातच खूप सुंदर असेल तर मला असं वाटतं की पुढं रस्त्याचं बांधकाम कुठेतरी खड्ड्या-खड्ड्याचं लागल्याशिवाय राहत नाही.
अगदी, अगदी बरोबर. की, हे काय आहे? हे सर्कलच आहे, तसं बघायला गेलं तर. सुरुवातीला तुम्हाला आराम पाहिजे तर मग नंतर कष्ट घ्यायला तयार व्हा आणि आता कष्ट घेतले तर मग नंतर आराम करायला तयार राहा, त्यातलाच एक भाग. उम्म, फार छान उदाहरण दिलं तुम्ही, की खरंच करिअर अ, ...चा विचार केलाच पाहिजे, त्यावेळेस थोडासा तात्काळ पगारापेक्षा. पण काय होतं ना, मला असं एक विचारायचं आहे की आता जेव्हा अ, फर्स्ट जॉबवाले उमेदवार असतात की त्यांच्या कशा फायनान्शियल थोडंसं आर्थिक अडचणी असतात. मग त्यांना काय ते काय होतात ना, की ते ह्या आर्थिक अडचणीच्या दृष्टिकोनानं आणि पहिला
नक्कीच, हो.
पहिली नोकरी. त्यांना असं वाटतं, ही गेल्याच्यानंतर मग दुसरी भेटती की नाही भेटती, की भेटली तर कधी भेटेल. तर पहिले ही करू, मग नंतर पुढच्या पुढं बघू. मग अशा ओघामध्ये ते व्यक्ती तिथे जॉइन करतात आणि मग त्याच्यामध्ये ते आयुष्यभर फसून राहतात. मग अशा पहिल्या जॉब करणाऱ्या व्यक्तींबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल?
हं, हं. नक्कीच आणि आज हे तर खूप सर्रास प्रमाणात घडत आहे, मोठ्या प्रमाणात घडत आहे. अ, त्यांचं म्हणणं मी मान्य करेल बघा. अ, कारण आज बेरोजगारीचं प्रमाण बघितलं, तर खूपच वाढतंय, म्हणजे चिंताजनक आहे स्थिती आणि प्रत्येकालाच काय वाटतं, की या स्पर्धेत मी कुठेतरी टिकावं, माझा कुठेतरी निभाव लागावा, मग तो पगार कसाही असू दे पण माझं लवकरात लवकर कुठेतरी जॉइनिंग व्हावं. तुम्ही जसं म्हणालात की आज मला नोकरी गेली, तर मला कधी लागेल याची कुठलीही शाश्वती नाही. ते अगदी 100% खरं आहेत. मग अशावेळी काय करावं, की त्या व्यक्तीनं ती पग नोकरी जी काही असेन, पगार जास्त असेन, तरीही जॉइन करावी नसेन, तरीही जॉइन करावी आणि त्याच्यानंतर मग पुढची सिच्युएशन येते, की ती किती दिवस करायची? काय करायचं? ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी. पण नोकरी पहिल्यांदा जॉइन करावी. आपण लगेच त्याचा प्रवेश घ्यावा आणि नंतर मग जर तुम्हाला जास्तच पगाराची तुम्ही ओढ ठेवली, तर पगारासोबत तुमच्याकडे जास्तीत जास्त स्किल्स कशी येतील, तुम्ही जास्तीत जास्त अपडेट कसे राहाल, याची पण काळजी घेतली गेली पाहिजे बरं. कारण काय असतो ना, हा पैसा माणसाला आंधळा बनवतो. अ, एखाद्या गोष्टीकडनं जर आपल्याला सारखाच पैसा येत गेलो ना, तर आपण दुसऱ्या गोष्टीला विसरतो. असं वाटतं, की आपल्याला दुसरं काही करण्याची आता आवश्यकताच नाही आहेत.
अगदी बरोबर. अगदी बरोबर. आवश्यकताच नाही आहे.
आणि आपण ह्यातनं आंधळ्या याच्यातनं, मग आपल्याला पुढं मोठेपणी किंवा जरा जास्त दूर अंतरावर गेल्यानंतर, आपल्याला कधी अडचण फेस करावं लागू शकते. त्यामुळं काय करा, तुम्ही नोकरीपण करा, अ, तुम्ही पैसा पण घ्या. पण हे घेताना आंधळं बनू नका. जरा डोळे, कान आणि सगळं हे सभोवतालचं वातावरणाचा अभ्यास करा आणि आपलं स्किल्स, कसं जास्तीत जास्त वाढवता येईल, तुम्ही जर स्किल्स वाढवले ना, तर तुम्हाला जो आता येणारा पेमेंट आहे ना, तो पण वाढू शकतो बरं. मग तुमचा आणखी पगार होईन. तुम्ही आणखी श्रीमंत व्हाल. पण ते कशाने होईल तुम्ही जास्तीत जास्त अपडेट राहिल्यानंतर. आणि कंपन्यांमध्ये हीच गरज आहे. आजही असं म्हणतात, की कंपन्यांमध्ये मुलं येतात हो नोकरीसाठी. पण कंपन्यांना जे स्किल पाहिजे तेच मुलांकडं नाही आहेत. मग कसं करणार बरं? कोणती कंपनी ठेवणार? किती पेमेंट देणार? आणि किती दिवस ठेवणार?
मेहनत. अगदी बरोबर. नाही, अगदीच बरोबर आहे. पण मला एक गोष्ट याच्यातून एक कळली म्हणजे छोटीशी. आपली ती अ, याची गोष्ट नाही का, सस ससा आणि कासवाची?
नक्कीच, नक्कीच.
आ आधी ज म्हणजे जुळती झाली थोडीशी. की काय होतात ना, की आपण जे आहे ना आपण, आता सध्याच्या पगाराच्या ओढात जातो, आताचा पैसा गोड लागतो, ऐशो आराम भेटतो. आणि आपण मग दुसऱ्या गोष्टीकडचा विचार नाही करत, की बाबा कशाला आता माझं चांगलं चालू आहे ना मी कशाला भानगडीत पडू, मग हेही जायचं, तेही जायचं आता व्यवस्थित चालू आहे. पण त्याच वेळेस आपलाच एखादा मित्र जो आहे तो छोटी सुरुवात करतो, जसं तुम्ही केली बरोबर. हां, छोटी सुरुवात केली आणि मग कालांतरानं असं होतं, की जी छोटी सुरुवातवाला व्यक्ती आहे, तो फार पुढून निघून जातो. आपल्याला विचार पण केला जात नाही. आणि मग त्यावेळेस त्या व्यक्तीचे सल्ले आपल्याला घ्यावे लागतात, की बाबा आता मला नोकरी सोडायची आहे. पण आता प्रॉब्लेम्स आहे, मग अशा वेळेस भरपूर प्रॉब्लेम्स येतात, मग त्याला ग्रोथ भेटत नाही स्किल्स राहत नाही. नक्कीच तुम्ही जे सांगितलं कंपन्यांमध्ये नोकऱ्या आहेत, पण स्किल्स नाही आहे.
हं. नक्कीच. हो. नक्कीच. पण त्यामुळ आपण स्किल वाढवलं पाहिजेत आणि या दोनही गोष्टींवर संतुलन करायला माणसाला जमायला पाहिजे बरं. कारण ही पण खूप मोठी तारेवरची कसरत आहे. जबाबदारी असणं, आपल्याजवळ स्किल्स निर्माण करण्यासाठी आपल्याला वेळ भेटणं, या दोन्ही गोष्टी जबा म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत. कारण मुलं आज अ, थोडी नोकरी लागली किंवा काही झालं तर आता बघा ना, लग्नाचं वय होतं, जबाबदारी वाढत जाते, बायको असते, नंतर मुलं येतात, आईवडील असतात, जबाबदारी वाढते मान्य आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला वेळ काढताच यायला पाहिजे जर ह्या सगळ्यांना तुम्हाला सुखात ठेवायचं असेल तर.
अगदी बरोबर. मला याच्यावर एक विचारायचं होतं, की जसं आता सांगितलं तुम्ही, की ठीक आहे कुटुंब आहे, जबाबदारया आहे, मग आता याच्यात आपण अजून एडिशनल घेऊ, की बाबा ठीक आहे, आता मग याच्यामध्ये आपण ई-एम-आय घेऊ किंवा मग अ, घराचं रेंट म्हणा किंवा मग लग्न म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या तर मग आपले निर्णय तर अक्षरशः बदलतातच. तसं पाहायला गेलं तर, मग हे जे नवीन नोकरी जे पकडतात, मग यांनी ह्या गोष्टींचा विचार एक तर करत नाही किंवा मग जशी नोकरी लागली, तशा ह्या गोष्टींमध्ये फसून जातात. मग अशा लोकांनी कसं बाहेर निघायचं हो?
हं. हो, हो. हे बघा, मी तर असं म्हणेल, की कसं असतं ना कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं, ही आपली गरज आहे. आपण ती केलीच पाहिजेत. अ, आपण रेंटनं राहतोय, काही हरकत नाही, आपल्याला राहावंच लागणार आहे, ते करावंच लागणार आहेत. पण काय करा ना, तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा पगार ₹1 खर्च ₹10 असं होता कामा नयेत. मग त्या ठिकाणी तुम्ही, तुम्हाला जो काही पैसा येणार आहे, जो काही तुमचा इन्कम आहे, त्याला व्यवस्थित त्याचं बजेट बनवा. तुम्हाला घराला किती भाडं द्यायला लागेल, समजा तुम्ही अ, ₹5,000 जर घराचं भाडं पे करू शकत असाल, तर तुम्ही तसंच घर घ्या, ना की तुम्ही ₹1,000 10,000 चं घर घेऊन, मी वन बीएचकेच घेणार, मी टू बीएचकेतच राहणार, अ, मी दर आठवड्याला बाहेरच खायला जाणार. मग हे चाळे तुम्ही करू नका. कारण काय होईल ना, की आणि तुमचं बजेट बिघडेल. आणि एकूणच जबाबदारी आणि हे सगळ्या गोष्टी अशा ई-एम-आय असेल किंवा मग घराचं रेंट असेल आणि ई-एम-आय कशाने वाढतो? आपल्या ग्रीडने वाढतो, नीडने नाहीत. कितीतरी लोकांना आज स् पुणे, मुंबईसारख्या मेट्रो सिटींमध्ये अ, फ्लॅट अवेलेबल आहेत, कशाने 'रेंटने.' तुम्ही रेंटने राहा काही दिवसांसाठी. तर तुम्हाला कोण म्हटलं, की तुम्ही नोकरीला लागल्या, लागल्या लगेच तुम्ही फ्लॅट घ्या.
अगदी बरोबर. हो. हो ना. तो फ्लॅट घ्यायचा आणि मग अर्धी पगार त्या फ्लॅटच्या ई-एम-आयमध्ये चालली आहे त्यांची.
मग नक्कीच. मग तुम्ही काही दिवस राहा की रेंटच्या याच्यामध्ये. आणि रेंटने पण कसं अ, तुम्ही 2 बी-एच-के, 3 बी-एच-के असं कशाला तुम्ही हे करताय? मला असं म्हणायचं आहे, की आपण आपलं अंथरूण पाहून पाय पसरावे. आपली जिथपर्यंत लिमिट आहे तिथपर्यंत आपण राहावं. आपली जर खरंच खूप नाजूक परिस्थिती आहे, तर आपण 1 आर-केमध्ये एडजस्ट करावं. काही हरकत नाहीये. आणि मग तेच पैसे वा वाचून आपण ती थोडी सेव्हिंग करू शकतो. किंवा मग मला असं म्हणायचं आहे, की जर तुम्हाला खूपच गरज पडली तात्काळ पैशाची ते वापरू शकतो. किंवा तुम्ही कंपन्यांमध्ये जॉब करता. समजाच कंपनीने तुम्हाला काही अनावधानाने किंवा काही हातून तुमच्या हातून काही काम बिघडलं आणि तुम्हाला काढलंच, तर तुमचा 2-3 महिने तरी तुम्ही सस्टेनेबल राहू शकले पाहिजेत त्या घरामध्ये.
अगदी बरोबर. अगदी बरोबर आपल्याला आपला बॅकअप ठेवलाच गेला पाहिजे तो.
नक्कीच, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा.
नाही फार छान. अ, एकदम छान पद्धतीने सांगितलं तुम्ही, की खरंच की तत्काळ पगार आणि करिअरची आपल्याला कशी निवड करायला पाहिजे आणि काय दृष्टिकोन ठेवला पाहिजे आपण. किती दूरचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. खरंच फार छान वाटलं मला तुमच्याशी बोलून आणि मला नक्कीच पुन्हा तुमच्याशी बोलायला आवडेल. तुमचं खरंच मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद.
हो, मलादेखील तुमच्यासोबत बोलताना खूप छान वाटलं हं. चर्चा करताना मज्जा आली. धन्यवाद.